अ, ठीक आहे, तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही टाकू शकता सोशल मीडियावर. पण तुम्ही याची खात्री केली पाहिजे, तुम्ही टाकताना तुमचा ॲड्रेस, फोन नंबर, पत्ता किंवा तुमची घरातल्यांची एखादी माहिती, लाईव्ह लोकेशन अशा गोष्टींचा वापर नाही केला पाहिजे. आणि एखादा जर टॅग वगैरे करतो आपण एखाद्या गोष्टीला, तर ते टॅग करण्यामागे पण काय रिझन आहे आणि ती व्यक्ती नाही का? कधी-कधी काय होतं, फॉलोअर्स येण्यासाठी कोणत्या पण व्यक्तीला, ज्यांचे फॉलोअर्स जास्त असतात ना त्यांना टॅग केलं जातं. तर अशा गोष्टी पण टाळल्या पाहिजे. त्याने पण हॅकिंग वगैरे वाढते.
हां. हां. हां. हो. हां. हां. हां, बरोबर. हां, कशाने हॅकिंग व वाढू शकतं त्याच्यामुळे.
आणि हो. आणि आपलं अकाउंट आपण मेंटेन करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपले जे जुने प्रोफाइल वगैरे असतात, तर अ, ते हां, ते डिलीट करायला पाहिजे किंवा ज्या
हां. हां. हां, ते डील किंवा जुने फोटो असतील ते पण डिलीट केले पाहिजेत सगळे.
डिलीट केले पाहिजे आणि जे आपले हायलाइट्स दिसतात Instagramवर वगैरे, तर त्या हायलाइट्समध्ये पण आपण असे फोटो ठेवले पाहिजे, जे आपण म्हणजे अ, स्टेटसवर ठेवतो आणि ते आपल्याला हायलाइट्सला ठेवता येतात, जेणेकरून तिथे आपली कोणतीच पर्सनल इन्फॉर्मेशन दिसणार नाही लोकांना कारण की काय होतं, लोकं हायलाइट्स चेक करतात, अरे ह्यात होतं तिचं काहीतरी, म्हणजे सगळे पर्सनल डिटेल्स सगळे त्यामध्ये मिळते.
हां. हां. बरं. हां, हां, हां. हां. हां, म्हणजे अंदाज लावतात ती नेमकी काय करते? कोणाबरोबर असते? हां. मग ते तुमच्यात इंटरेस्ट घेऊन तुम्हाला फसवायची वगैरे शक्यता पण त्यातून दाट असते.
अंदाज लावतात. काय करते? कुठं हां. आणि आजकाल आपल्या ना Googleमध्ये पण एक असं आहे, Google Mapsवर आपण लोकेशन शेअर करू शकतो. आणि हां, तर ते पण आपलं इनेबल आहे का, ऑ म्हणजे चालू आहे का बंद ते बघायला पाहिजे आपण. जर चालू असेल तर ते त्वरित बंद करायला पाहिजे, नाहीतर आपण कुठे चाललोय ते लोकांना समजतं, अख्खं लोकेशन ट्रॅक होतं आणि त्यामध्ये आपलं बॅटरी चार्जिंग किती आहे, ते पण समजतं.
अच्छा. हां. अच्छा. बरोबर आहे.

हां, हां. हं, बरोबर आणि मग अ, असा काही अनुभव आलाय का तुला म्हणजे सोशल मीडियावर तू काही शेअर केल आहेस तर अ, त्याच्यावर तुला कमेंट्स वगैरे आल्या आहेत आणि त्यात तुला कमेंट्स म्हणजे असं ट्रोलिंग झालंय किंवा थोडंसं असं वेड वाटलंय? असं कधी झालंय का तुझ्याबाबतीत?
हं. अ, असं माझ्यासोबत तर नाही झालं, पण माझ्या एका फ्रेंडसोबत झालं होतं. तिने असंच तिच्या सोशल मीडियावर एक फोटो टाकला होता आणि त्यामध्ये थोडेसे तिचे नाही का, आजकाल अ, मुली थोडेसे शॉर्ट्स वगैरे कपडे घालतात वगैरे. त्यामुळे तिला ट्रोल केलं गेलं होतं. म्हणजे नाही का आणि त्या फोटोचा मिसयूज पण करू शकतात.
हं. हं. हां. हां. हां, हो, हो, मिसयुज करू शकतात.
हो, मिसयूज करू शकतात. त्यामुळे मग तिला मी सांगितलं, "तू ही तुझी अ, स अकाउंट जे आहे ते प्रायव्हेट कर म्हणजे असं तुझा कोणत्या फोटोचा फायदा घेणार नाही."
हां. हो, हो, बरोबर आणि मग
आणि आपण आपल्या मोबाईलमध्ये अशा खूप साऱ्या सेटिंग आहेत. अ, Facebook म्हणा, Instagram म्हणा. त्यात आपण आपलं ऑल अप अकाउंट हे प्रायव्हेट करू शकतो आणि आपले जे फ्रेंड्स आहेत, आपल्याला जर तो फोटो ज आपल्या फॉलोअर्समधल्या पण अ, कमी लोकांना दाखवायचा असेल तर त्यामध्ये क्लोज फ्रेंड म्हणून पण ऑप्शन आहे, ते आपण इनेबल करू शकतो.
हां. हं. हं.
म्हणजे असे खूप साऱ्या सेटिंग्स अ, अव्हेलेबल आहेत आणि फोटो टाक हो, लोकांना माहीत नाही. गरजेचं आहे आणि आपण जरी फोटो टाकत असू प्रायव्हेस अ, प्रायव्हेट अकाउंटमध्ये, तरी पण आपण तिथे आपल्या गाडीचा नंबर किंवा आफ ऑफिस वगैरे असेल तर त्याची गुप्त माहिती किंवा आजकाल काय होतं मुला अ, शा आपले जर मुलं असतील तर त्यांच्या शाळेचा युनिफॉर्मचे वगैरे फोटो पण नाही टाकायला पाहिजे कारण की त्याच्यावरून पण किडनॅपिंग जे होतात हां, ड्रेसवरुन शाळा कुठली आहे ती समजते. तर अशा गोष्टी पण आपण टाळल्या पाहिजे. जेणेकरून आपलं बाळ पण सेफ राहील आणि आपण पण सेफ राहू आणि काय होतं आपण जे पण अ, टाकत असतो ते आपलं अ, सगळा डेटा कॅच होत जातो.
अच्छा! अव्हेलेबल आहेत. त्या माहीत नाहीत लोकांना मग त्या माहीत करून घेणं गरजेचं आहे. हो, हो. हं. हं. हं. हां, म्हणजे स्ट्रेस होतो कुठले आहे. बरोबर. हां. हं.